की तिथे छोटे जे मुलं असतात, या मुली असतात त्यांना पण तेवढाच आदर सन्मान भेटतो जेवढा आदर सन्मान मोठ्यांना भेटतो. तसं असतं ना की आज आपण छोटे मला मी, मी बघितलं ते. तो मनुष्य मालक एवढ्या मोठ्या रिसॉर्टचा. मस्त एकदम राजपुताना स्टाईल असतो ना. सफारी एक मस्तपैकी, त्याच्यावर गोल्डन रुमाल आणि मस्त असं यार रॉयल आयडेंटिटी. पण त्याच्या मुलीला तो म्हणाला, "बन्नी, अठै आवो." असं म्हंटलं इतकं प्रेम, सन्मान, आणि तिथे ना, तुम्ही म्हणतात नमस्कार करण्याची जी पद्धत आहे ना. ते म्हणतात "खम्मा घणी सा" मग आपण पण म्हणायचं "खम्मा घणी" मग त्यांचे नमस्कार करण्याची वागणूक अलग असते. जेवण तर मी खरं सांगू त्यांचं जेवण खरंच खूप छान असतं. एकदम प्रेमळ असतं त्यांचं जेवण. जास्त
हं. अरे वाह! बरोबर. हां. हं. हां, हां. हं. बरोबर. हां. हां. अरे वाह! अ, हो, हो. हो. राजस्थानी थाली तुम्हाला तर भरपूर वेळ खाल्ली असेल मग तुम्ही तिथे असताना. त्यामधलं तुम्हाला काय-काय आवडलं? मला प्रत्येकाची नावं सांगा बरं? जे, जे आठवतील ते. हां.
अरे अगदी. आ, हां हां! आ, हां हां. हां हां! तुम्हाला मी ख खरं सांगतो अ, असं म्हणतात की राजस्थानी थाली म्हणजे भरपूर जेवण. पण कधी कधी ना आपल्याला असं वाटतं की यार आपल्याकडलं अ, थाली. असं जसं आपण जातो थाली-वाली ख खाल्ली कधी आपण.
हो. ना. हं. बरोबर हो ना. हो.
तर आपल्याला दाळबाटी तर इथे पण भेटते.
हां.
पण तिथलची द दाळबाटी असते ना, ती खरंच म्हणजे यार अप्रतिम असते तिथलची अप्रतिम. अगदी, अगदी.
खूपच वेगळी आणि त्यांची एकदम ऑथेंटिक असेल ना? त्यांना म्हणजे एकदम जसं ते बनवतात एकदम प्रामाणिकपणे जी ऑथेंटिसिटी आहे त्यांच्या दाल बाटीमध्ये त्यामध्ये आणि आपल्या ह्याच्यामध्ये खूप फरक असेल. हो का? हां.
त्यांचा अ, जमिनी आसमानीचा फरक असतो. आपली थाळी म्हणजे काही नाही. आपल्याकडलं दाल बाफलं काही नाही, काहीच नाही. तिथलचे राजस्थानी येऊन पण इथे बनवतील ना, तशी ती दाल बाफलं नाही बनवू शकत. मला तरी असं वाटतं. अ, पण तिथे सगळ्यात छान असते अ,
हो का? हां.
पापडाची भाजी. पापडाची भाजी बनवतात ते एवढी मस्तपैकी असते.
अरे वाह! पापड म्हणजे जे आपण पापड घरी खातो, मसाला पापड तो? त्याची भाजी. अरे वाह!
हो, हो. हो. त्याची भाजी. पाप अरे एकदम तुम्हाला असं, असा आनंद होणार ना. की काय बोलायचं म्हणजे एक नंबर अस मग ती खूप
अरे वाह! मग तर मला असं वाटतंय मी ट्राय करायलाच पाहिजे. तुमच्याशी बोलून मला गट्ट्याची सब्जीची एवढी आठवण आली आणि मला तोंडासमोर मला ते दिसत आहे. पाणी येत आहे माझ्या तोंडातून. इतक्या छान-छान गोष्टी मग असा कधी असा क्षण झाला का, तुमच्या बरोबर कसा असा एक क्षण होता का? जेव्हा ना तुम्हाला खरंच अडचण येऊन सगळं पळून यावसं वाटलं. कधी असं मुश्कील वेळ अशी म्हणजे फक्त राजस्थानमध्ये नाही तर दुसरीकडे कुठे? आणि मग अशा वेळेस ह्या अडचणीमुळे तुम्ही मग काय केलं? तुम्ही मग ती जागा सोडली का? म्हणजे काही एमर्जन्सी सिच्युएशन आली का? की तुम्ही तसंच त्याला हँडल केलं? काय केलं?
अरे अगदी. <laughs> हां.

आमेर गेलो. आमेर यानी जयपूर. जयपूर, राजस्थान हो. आमेर यानी अ, अ, महाराणी जोधा होते ना, जोधाबाई, त्यांचं घर. जिथे अ, तिथे त्यांचा जन्म झालं होतं. आमेरचा किल्ला बघायला गेलो होतो मी आणि जयपूर लेक ऑफ पॅलेस वगैरे बघायचं होतं मला. तर मी तिथे मस्तपैकी गेलो होतो. तर अ, तुम्हाला असं वाटतं का, की संस्कृती म्हणजे संगीत पण असू शकतो? या मग संस्कृती म्हणजे त्यांचं बोलणं, त्यांचं वागणं, त्यांची पद्धत हे पण संस्कृतीच असते त्यांची.
अच्छा, कुठे आहे ते? अच्छा. बरं, बरं, बरं. हं, हं, हं, हं. बरं. बरोबर. हां. बरोबर. हंम्म. बरोबर. अगदी बरोबर.
तर अ, मी तिथे गेलो ना, तर मी खरं सांगू मला असं वाटलं, की आपल्यामध्ये जो अ, आदर सन्मान नसतो ना, तो आदर सन्मान राजस्थानी लोकांमध्ये असतो. त्यांचं एक व शब्द आहे.
हं. अरे वाह! म्हणजे तुम्हाला एकदम असं वेगळ्या प्रकारचं तुम्हाला तो लेव्हल बघायला भेटला, की जो जो कधी तुमच्या आजूबाजूला तुम्ही बघितलाच नव्हता. पण तो तिकडच्या कल्चरनुसार, तिकडच्या संस्कृतीनुसार तो एकदम भारी होता. हं सांगा ना.
अगदी खरं. बघितलाच नाही. आप अ, मी तुम्हाला सांगतो ना, की आपल्याकडे आपले मोठ्यांना आपण कधी कधार आजी तू कशी आहे? आजोबा तुला काय झालं? असं असतं ना. पण तिथे ना, तिथे छोट्याला बन्ना म्हणतात. म्हणजे जो मुलगा असतो त्याला बन्ना, बन्नी, आप कैसे हैं, हुकूम, नवऱ्याला हुकूम म्हणतात. आपल्याकडे आहो म्हणतात. पण आहोचं नंतर बेडरूममध्ये थोडसं वेगळं होतं. पण त्यांच्याकडे, त्यांच्याकडे ती पद्धत अ, असते. त्यांच्याकडे ते घुंगट असतात आणि मग त्यांचं अजून म्हणा, मला तिथे काय झालं होतं ना, की मी जयपूर अ, गेलो होतो फिरायला.
हं. बरोबर. हां. अरे वाह! हां. हं. हो, हो. हो. हां. बरोबर. हं. हं. बरोबर.
तर आम्ही एक जागावर थांबलो होतो. तो प्रॉपर्टी, प्रायव्हेट प्रॉपर्टी होती.

म्हणजे मग तिथून तुम्ही ती जागा तुम्ही सोडून मग तुम्ही घरी गेले, असं तुम्हाला करावं लागलं का?
पटकन सोडली आणि मग मी अ, त्याला हो, त्याला म्हणाला, की मला अ, अ, लेओव्हर वाला फ्लाइट दे ज्याच्यामध्ये तर मग ती एक फ्लाइट होती. जो वाराणसी, बँगलोर आणि माझा स्पॉट होता त्याचा. बँगलोर एअरपोर्टवर मी जेवलो. रात्रीचे 3-3:30 वाजता मी जेवलो बँगलोर एअरपोर्टवर. का की मला खूप भयंकर भूक लागली होती आणि मला जेवण म्हणजे थोडंसं माझं असं आहे, आय एम नॉट अ, दॅट टाइप मी काहीही खाल्लं तर चालेल. पण, मी खाऊ शकतो असं काही नाही आहे. हां, हां. म्हणजे हां, आता म्हणजे काय मला थोडंसं फा थोडंसं असं छान सविस्तर जेवण आवडतं. त्याच्यामध्ये थोडाफार स्वाद आला पाहिजे.
हं. हं. बरोबर. अच्छा! तुम्हाला ठराविक काही गोष्टी तुम्हाला लागतात, नाहीतर मग तुम्हाला त्रास होतो. हो. अच्छा. हो. हो, हो, हो, बरं. मग बघा ना, तुम्हाला हा अनुभव तुम्ही जेव्हा विचार स्मरणात किंवा तुम्ही विचार करता जेव्हा आठवणीमध्ये किंवा रोजच्या सवयींवर नंतर तुम्हाला काही परिणाम झाला का? तुम्ही राजस्थानमध्ये, तुम्ही जो अनुभव घेतला किंवा वेगवेगळ्या ठिकाणी. मग तुम्हाला तीच सवय तुमच्या डेली रुटीनमध्ये तुम्हाला दिसायला सुरू झाली का?
अ, <chuckles> मला असं वाटतं ना जे, जिथून पण मी येतो. कमीत-कमी दीड ते 2 हफ्ते या मग 3 हफ्त्यापर्यंत माझ्या मनामध्ये ते अ, राज्य या मग त्यांचं संस्कृती चालत असते. मी माझ्या आईला म्हणायचो, की मातोश्री
रमतं, हां. अरे वाह!